अच्छा न नवीन मॉडर्न ह्याच्यानुसार हं, हं करायचं. हां.
असेंबल करायचं तुम्हाला जे काही पाहिजे ते असेल त्याच्यामध्ये मग छोटे ते पाने असतात, स्क्रू असतात. माझा भाचा आहे त्याला खूप आवडतं हे सगळं करायला. मग त्याच्यापासून तो बनवतो, माझा स्वतःचा मुलगा नाही बनवत. माझा स्वतःचा मुलगा नाही बनवत.
हां. हां. वाह! मग अ ओके मग ते गेम असतात का म्हणजे पझल एक असेंबल करायचं आणि ते बनवायचं वगैरे असं काही असतं का?
अ, रुबिक्स क्यूब वगैरे ते तर आम आमच्याकडे खूप आहेत. रुबिक्स क्यूब असतात अ, ज्याच्यामध्ये तुम्ही एक रंग सगळीकडनं आ, सगळे रंग आणायचे. एक बाजू एका पूर्ण रंगाच्या 4ही 6ही बाजू तुमच्या एकेका रंगाच्या करायच्या. तसे तर खूप आहेत माझ्या घरामध्ये माझ्या घरामध्ये जवळ-जवळ आठ दहा तुम्हाला रुबिक्स क्युबच भेट मिळतील.
हां. अच्छा. हां. अरे वाह! हां. अच्छा. मग त्यांनी डोक्याला चालना मिळते थोडीशी, हां, हो.
मग ते आवडतं त्यांना करायला. हो, ते त्या दोघांना म्हणजे ते करायला आवडतं. पण त्या व्यतिरिक्त असं कधी
हां. क्रिएटिव्हिटी करायची असेल तर मग असंच काहीतरी बनवायला
हां. मग ते, ते जे आहे ना ते प्रॉब्लेम आहेत की क्रिएटिव्हिटीमध्ये थोडे इश्यू होतात की असं भावला-भावलीचं आजकाल त्यांना काही आवडत नाही. आणि हो. नाहीये आता बिलकुल नाही आता मला वाटतं ना बार्बीने सगळे गोंधळ करून टाकला.
हां. हो, त्यावेळी अट्रॅक्शन असायचं तसं आता आकर्षण नाही दिसत इतकं. हं. काढून टाकले मॉडर्न. त्यावेळी होती ना आपल्या लहानपणी बार्बी पण! खूप
हो. होती बार्बी, पण मला खूप उशिरा मिळाली. माझी बार्बी मिळायला मला म्हणजे जेव्हा बाह बाहुली-बाहुलीच्या लग्नामधले मजा निघून गेली तेव्हा बार्बी माझ्या हातात आली.
हां, त त्यावेळी मिळाली! आणि किती महाग असायची त्यावेळी. आठशे रुपये म्हणजे केवढे वाटायचे आपल्याला.
खूप, खूप. माझ्या माझ्या मामानी मला गिफ्ट केली होती माझ्या वाढदिवसा 10 बा 10व्या का 12व्या वाढदिवसाला त्याने कधीतरी गिफ्ट केली होती बिचाऱ्याने. पण त्याला मी म्हटलं, "तू इतक्या लवकर का दिलीस मला?"
हां, हां, हां. हो ना, हां. मग?
काय फायदा म्हटलं आता मला. अ, ते व तेव्हा लग्न झालं लाव जेव्हा लग्न-लग्न खेळायचो, तेव्हा बाहुली नाही दिलीस. आता देऊन काय करू, मी शोकेसमध्ये ठेवू? आणि ॲक्चुअली, ती शोकेसमध्ये पडून राहिली होती मग आमच्या.
<chuckles> हां. हो, काय फायदा? ओहो! मग तुम्ही कोणाच्या तुमच्या बहिणी किंवा नातेवाईक वगैरे कोणाला द्यायचा प्रयत्न केला नाही का? हां. गिफ्ट आहे ते. <laughs> हां, बरोबर. नाही, नाही, नाही दिलीच नसती पायात, आपलं काहीतरी प्रेम असतं त्याच्याबद्दल काहीतरी भावना असतात.
नाही, नाही, नाही, नाही, नाही, नाही. सॉरी मी याबद्दल भरपूर पजेसिव्ह आहे. मी कोणालाही माझी खेळणी सुद्धा दिली नाहीयेत. <chuckles> खूप पजेसिव्ह आहे मी माझ्या गोष्टींबद्दल आणि स्पेशली जेव्हा मला दिल्यात.
हां, मग तयार खेळण्याच्या तुलनेत अ, तुम्हाला काय वाटतं म्हणजे हाताने बनवलेल्या खेळण्याचं असं विशेष आकर्षण काय असतं असं वाटतं?